अरे!
बरोबर. आणि तो ऑफिसचा कलीगच होता. तर त्याचा नंबर होता माझ्या बायकोकडे. तर मग झालं पण आणि मला काय, माझ आपण कोणाला एवढं ओळखायला लागतो ना, आपल्याबरोबर अगर तो राहतो तर. तर मग मी एक अ, असं, की मी खरं सांगण्यासाठी ना, असं अ, पूर्ण स्क्रिप्ट तयार केली. मस्तपैकी रिहर्सल केली. आपल्या मित्राला समोर ठेवलं आणि मग त्याला बोललो, की आता तू जसं मी करतोय ना, तसं तू अ‍ॅक्सेप्ट करत चाल. का की मला माहिती माझी बायको नाही करणार तर मला थोडं तयार व्हायला पडेल आणि मी नेमकं काय, घरी आला मी सांगितलं म्हणला, "पहा, असं होतं की खूप टाईमापासून मित्र गेले नव्हते, पण तुला सांगितलं असतं, तर तू जाऊ नसतं दिलं." थोडंसं इमोशनल केलं, थोडेसे गिफ्ट आणले तिच्यासाठी आणि मग
हं. हं. बरोबर. हो. बरोबर. हं, हो ना. हो ना. हो. <chuckles> तयारी, मनवण्याची तयारी तुम्ही पूर्णपणे, तुम्ही पूर्णपणे तयार हो, झालंय की "अगं बाई, काय झालं, हे झालं, ते झालं." <chuckles>
काय असतं ना हो, मनवनीच तयारी का की मा हो. आ आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का, काय असते. <chuckles> मुलांचं कसं मुलं मुलांना आई-वडिलशी जेवढी भीती ठेवतात ना, लग्नानंतर तेवढ्या बायकोशी ठेवतात. त्या किती 2 मिनिटांमध्ये असं हो, अरे, मग ती 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते. असं नाही करायचं म्हटलं, असं नाहीच करायचं. तर हां, तो एक तिचा पण एक प्रेम अ, दाखवण्याचा एक अ, पद्धत असते. बरोबर. ती कुठे चुकीची नाही, पण आपण थोडं सांगू मतलब तसं मी तुला, अ, तसं म्हणू अ, मी जेव्हा तिला सांगा मी एअरपोर्टवर उतरलो आणि मग मी तिच्याकडे, गे मतलब घरी निघालो, तर नेमकं मी असं विचार केला, मी टॅक्सी घेतो, पण ती नेमकं एअरपोर्टवर गाडी घेऊन उभी होती.
सांगा ना. हो ना. घरसंसार चालवायचा असतो. हो. असतो. हो ना, हो, हो ना. हो ना. हां. हम्म. हो ना.
हो, चला. म्हटलं, "अरे यार, घरी जाऊन बोललो असतो ना."
<chuckles> मग बघा ना, असं जेव्हा समोरच्या व्यक्तीला दुखावलं जाते किंवा रागवलं जातंय, तर मग पुढे तुम्ही काय करता आणि तो संवाद तुम्ही कसा सांभाळता, जरा एक म्हणजे थोडक्यात सांगणार का?

<chuckles>
आणि कपडे घालून जायचं मॅनेजरचे आणि तिथे जाऊन तो पिऊन होता. बरोबर. पण त्यानी सांगितलं नव्हतं की नेमकं कुठल्या बँकमध्ये तो कुठला मॅनेजर आहे. बरोबर. एकदा माझं नेमकं जाणं झालं त्या बँकमध्ये आणि मी त्याला बघितलं. म्हणलं, "हा तर पिऊन दिसतोय".
बरं. हं. हं.
तर मग त्याला बाहेर मी तिथे काही नाही बोललो. मी बाहेर आला. तर मी त्याला बोललो. तो बोले, "काय असतं ना भावा की जेव्हा समाजामध्ये तुम्ही उभे राहतात ना तुम्हाला खोटं बोलायला पडतं. कारण की लोकं तुम्हाला तुमच्या कामाने" हो.
<chuckles> हो. हो, रुतब्यासाठी आणि एका प्रकारचं जसं अ, म म्हणजे एक नॉर्मल मोठा रुतबा तर सोडून द्या. आणि म्हणजे जसं तुमचा जो मित्र आहे त्याला म्हणजे असं त्याला त्यांनी असा विचार करून त्याला ते करावं लागलं की जेणेकरून कमीत कमी समाजात जो सामान्य जो मान सम्मान असतो, सामान्य रुपेचा, तो तरी त्याला निदान भेटावं, म्हणून अशा दृष्टिकोनाने हां.
हो. हां, तेच. तो तेच मला म्हणाला. बरोबर, तुम्ही स अ, खरं सांगितलं की त्यानी मला हेच सांगितलं, "की असं माझ्याबरोबर ना हो, माझ्या परिवाराबरोबर काही ना हो, म्हणून मी असं करतोय". तर माझं असं मत होतं त्याला की तू जे पण करतोय ना, त्याच्यावर स्वाभिमान ठेव की तू स्वतः हे कमवलंय आणि असं कोणाला खोटून खोटं बोलून फसवून ही तू फसवणूक करतोय कारण की अगर तुम्ही खोटा बो सत्य नाही बोलला ना, तर त्या मतलब तुम्ही फसवणूक करतात आणि फसवणूक ना खूप टाईमपासून तर थांबत नाही. एक ना एक क्षण तो असा येतो तुमचं खोटं निघून जातो बाहेर बरोबर.
हां. बरोबर. हं. बरोबर आहे तुमचं. हो. हो ना. हो. हां. बरोबर. अं, निघतेच ते बाहेर. हो, कोणाला, कोणाला तरी ते दिसूनच येतं. अगदी बरोबर तुम्ही म्हटलंय आणि त्याची पण परिस्थिती म्हणजे समजण्यासारखी आहे. पण अ, सत्य जे आहे ते सत्यच आहेच. आणि कधी-कधी जसं म्हणतो ना आपण कुठल्या समाजात आपण जगत आहोत की जिथे पिऊनला इज्जत नाही, त्याच्या परिवाराला इज्जत नाही, पण अ, मोठ्या व्यक्तीला इज्जत आहे आणि असे किती वेगवेगळे देश आहेत की जिथे तुम्ही काही पण काम करा, तुम्हाला सामान्य तुम्हाला जो रिस्पेक्ट असतो, तो तुम्हाला दिला जातो.
हो, अगदी बरोबर. हो, हो. हो. अरे, तू पहा पहा हे भारतातच ते फक्त एवढं की नेताची एवढी अ, ती इज्जत आणि एक गरिबाची काही नाही. तुम्ही बाहेर जा विदेशामध्ये. ते पोछा लावण्यावाल्याची पण एवढीच रिस्पेक्ट करतात जेवढी एक अ, बिझनेस टायकूनची करतात.
हां, हो ना. हो ना. अगदी बरोबर असलीच पाहिजे. तो व्यक्ती पण हो ना, काम करण्यासाठी, त्याचं पोट पाळण्यासाठी, त्याच्या परिवाराला त्याचं पोट पाळण्यासाठी, कुटुंबाला अ, जेवण आणून देतो तो, तर हो ना. हं.
हो, हो. तो तुमच्याकडनं काही मागत नाहीये. तो स्वतः कमवतोय. तो स्वाभिमानी आहे. स्वाभिमानी मनुष्याची रिस्पेक्ट तर झालीच पाहिजे.
अगदी बरोबर. खूपच छान. म्हणजे तुम्ही एवढे छान प्रकारे हे गोष्ट बोलले ना की सत्य, म्हणजे बोलताना काय-काय व्यक्तींच्या मनात भीती येते आणि तुम्ही हे मान सम्मान आणि लोकांच्या कामाच्याबद्दल तुम्ही बोलले खूप छान वाटलं मला ऐकून. तर अशा वेळेस बघा ना कधी तुमचा एक अ, स्वतःचा प्रसंग किंवा कोणाचा पण दुसऱ्याचा तुम्ही बघितला असेल, तर भीती कमी करण्यासाठी तुम्ही वापरलेले असे काही छोटे, प्रॅक्टिकल पाऊल आहेत का? म्हणजे श्वास घेता तुम्ही किंवा एखादी अशी स्क्रिप्ट आहे का? रिहर्सल करता का?